अलीकडे डिजिटल पेमेंटचा वापर हा खूप मोठ्या प्रमाणात झालाय. म्हणजे अगदी अ, रस्त्यावरचा जो भाजी विक्रेता असतो त्याच्यापासून तर अगदी मोठ्या मॉलपर्यंत सगळेच डिजिटल पेमेंट्सचा वापर करत असतात. आणि सामान्य माणूसही झाला. म्हणजे अगदी ग गरिबातला गरीब माणूस किंवा अगदी श्रीमंत माणूस. सगळेजण डिजिटल पेमेंट्सचा वापर करायला लागलेत. तर डिजिटल पेमेंट्स करतांना काही धोके असतात, काही चुका होतात. तर काही करू नये, असं बऱ्याच वेळा होतं. तर मग डिजिटल पेमेंट्स वापरताना
हो ना.
तुम्हाला काय काळजी घ्यावी असे वाटते?
तर अ, डिजिटल पेमेंट आपल्या देशात आले, तुम्हाला आठवत असेल जेव्हा आपल्या देशात नोटबंदी आली होती. तेव्हा खरंच लोकांनी जितकं तेव्हा Paytm नुकतंच आलं होतं भारतात आणि कोणी वापरत नव्हतं ओ एवढं.
हां. बरोबर, बरोबर.
पण अ, ते डिजिटल पेमेंट खऱ्या अर्थाने चालू झाले जेव्हा नोटबंदी झाली. लोकांच्या हातात पैसा नव्हता, बँकेत होता. पण तो वापरता यायचा नाही तेव्हा. तर अशा वेळेला चांगलं झालं लोकांनी वापरणं चालू केलं. कुठे-कुठे ती अतीहुशार लोकं होती. त्यांनी डोकंही वापरणं चालू केलं, की कसं फसवता येईल लोकांना ह्याच्यावर.
बरोबर. हो, हो. बरोबर, बरोबर.
तर एक उदाहरण मी तुम्हाला देऊ शकतो, की आमच्या घरी एक अ, म्हणजे मावशी आम्ही ठेवल्या आहेत ना. त्या झाडू, फरशी वगैरे भांडी धुवायला येतात. तर एकदा सकाळी म्हणजे त्या धावत-धावत एकदम घाम येत होता, दरदरून घाम आणि आल्या-आल्या आम्हाला फोन दाखवला. बघा ना, हे काय झालं? तर मी त्यांना विचारलं झालंय काय ते तर सांगा आधी? मग आम्ही बघतो काय झालंय? ते म्हंटले नाही मला सकाळी असा फोन आला होता. त्यांनी मला असा WhatsAppवर मेसेज दाखवला की आम्ही तुमच्या अकाउंटमध्ये चुकून पैसे टाकलेत आणि तुम्ही परत ते पैसे आम्हाला पाठवा वगैरे, वगैरे आणि न विचार करता त्या मावशीनी त्याच अकाउंट, त्याच नंबरवर ₹15,000 ट्रान्सफर केले.
हो, हो, हो, हो. अरे बापरे!
आणि त्याच्यानंतर म्हणजे त्या व्यक्तीचा फोनच लागेना. तो म्हणजे कुठला नंबर होता? काय होता? आम्हाला कळलं नाही. पण मग आम्ही जेव्हा पाहिलं ते सगळं. तेव्हा मला कळलं, की तो स्क्रीनशॉट जो आला होता, तो खोटा होता. आणि नाही का म्हणजे आपल्याला उगीचच नाव, तारीख वगैरे बदलून असं फसवणूक करता येते लोकांची.
अरे देवा! हो, हो, हो. म्हणजे हा अ फिशिंगचा प्रकार होता. फिशिंग नावाचा. मग आता आत्ता अलीकडे अलीकडे क्यूआर कोडचा पण ते, म्हणजे क्यूआर कोड असतानाही त्याचाही गैरवापर करतात. तर मग सपोज फिशिंग म्हणा, क्यूआर कोड म्हणा किंवा अ, ट्रान्झॅक्शन फेल होण्याचा जो प्रकार असतो. फार ते म मानसिक त्रासदायक असतं. ते वेळखाऊ प्रोसिजर असते. यामध्ये तुम्हाला काही अनुभव आहे का किंवा अं, तुम्ही याबद्दल काय बोलू शकता?
तर ती हो ना. हो, हो, हो. हो ना. नक्कीच. तर क्यूआर कोड मी खूप वाचतोय, की अशा ठिकाणी नाही का लोक खूप म्हणजे, कसं होतं की क काही ठिकाणी काय करतात की एखादं दुकान जर असलं, तर तिथे मध्येच ना कुठे ना कुठेतरी आपला ही एक क्यू आर कोडचा एक प्रिंटआउट वगैरे लोक हळूच लावून देतात. तर होतं कसं की आपण दुकानांमध्ये जातो. पेमेंट करतो, दाखवतो समोरच्याला बघा झालेत पैसे वगैरे.
हं. बरं.
तर कुठे ना कुठेतरी ते पैसे भलत्याच्याच अकाउंटमध्ये जातात. आणि असंसुद्धा ऐकल आहे. आता मी ऐकल आहे, म्हणजे वाचलय बातमीत, की बऱ्याच ठिकाणी जेव्हा आपण प्रवास करतो ना, तर अ, जे नाके वगैरे येतात. टोल नाके येतात. तिथे आपल्याला पैसे द्यायला लागतात. तर बऱ्याच लोकांनी असं केलंय, की त्यांनी आता काय नक्की त्यांनी तंत्रज्ञान काढल आहे. म्यालवेअर आहे ते मला माहित नाही. पण जेव्हा आपण त्यांचा क्यूआर कोड स्कॅन करतो ना, त्यांना आपल्या बँकेवर पूर्ण ताबा मिळतो आणि ते लगेच फटकन पैसे काढून टाकतात आपल्या अकाउंटमधुन. जितके निघतील तेवढे.
हो. बरोबर, बरोबर. अरे बापरे! हो का?
आणि कधीतरी म्हणजे आपल्याला नंतर लक्षात येतं. आणि असं होत ही नाही का, की आपल्याला कळतच नाही. आपल्याला काय प्रवासाची घाई असते हो. आपल्याला म्हणजे 2 मिनिटात त्या फाटकामधून बाहेर निघायचं असतं. तर अशी बऱ्याच लोकांची फसवणूक आली आहे. अ, झाली आहे. आणि ही लोकं फार ठिकाणी बसत नाहीत. हां, म्हणजे सारखी त्यांची जागा बदलत राहते. म्हणजे उद्या तुम्ही जर पोलीस घेऊन जर तिथे गेलात. तर कोणी सापडणार नाही.
बरोबर. बरोबर, बरोबर. ओ, बापरे! असाही प्रकार असतो का? आणि काय सांगू शकाल त्याबद्दल?
हो ना. तर अ, त्याबद्दल आणि असच एक अजूनही उदाहरण म्हणा की आजकाल ज्याच्यामुळे खूप स्कॅम होत आहे किंवा लोकांची फसवणूकही होते. तर अ, यू-पी-आय आपण सगळेच वापरतो, नाही का. आजकाल Google Pay म्हणा, PhonePe म्हणा. खूपच म्हणजे कॉमन झालं आहे लोकं पैसे ठेवत नाहीत कारण पैसे जर तुम्ही पाकिटात ठेवले नाही. तर पाकीट तुमचं हरवलं तरी तुम्हाला काही फरक पडणार नाही.
बरोबर. हो, हो, हो. फरक पडत नाही.
तर अशा वेळेला आपण काय करतो. आपले जे पिन असतात. एक पिन ठेवायला लागते आपल्याला यू-पी-आयची. जेणेकरून ते पासवर्डसारखं असतं. ती आपण इतकी सोपी ठेवतो ना, म्हणजे 1, 2, 3, 4 नाहीतर, 4, 3, 2, 1 नाहीतर, 1, 1, 1, 1, म्हणजे अगदी पहिल्या दुसरीतला मुलगासुद्धा तुमची पिन 1, 2 प्रयत्नानंतर उघडू शकेल. अशी पिन लोक ठेवतात. तर त्याच्यामुळे कसं होतं की
अगदी बरोबर. बरोबर, बरोबर. हं, हं.
चुकून आपला फोन कुठे जर राहिला आणि होता लोकांचे फोन वगैरे हरवतात वगैरे. तर अशा वेळेला इतकं सोपं होऊन जातं ना. म्हणजे डिजिटल तुमच्या अकाउंटमधनं पट, पट, पट, पट पैसे चालले जातात आणि तुम्हाला लक्षातही येत नाही. कारण अशा वेळेला लोकं काय करतात, की अ, बँकेत अ, पैसे टाकणं म्हणजे धोक्याचं असतं ना. तर अशा वेळेला लोकं पटकन एखादी महागडी खरेदी करून टाकतात. म्हणजे अगदी 10-25000 च काहीतरी बिल फाडून, ते तुमच्या नावावर फाटतं. आणि तुम्ही जाल 1-2 दिवसानंतर तिथे बघायला. ते म्हणतील आम्हाला काय माहित हो? कोणीतरी आलं आणि पेमेंट करून गेलं.
हं, हं.
तर मग अशा वेळा आपल हे बघा. अ, यूपआ डिजिटल पेमेंट आपण जेव्हाही वापरतो ना. तेव्हा बऱ्याच गोष्टी तिथे आपल्या सुरक्षेसाठी असतात. तर ते आपण नीट वापराव्या.
ओके. बरं आता तुम्ही सांगितलं, की त्या नीट वापराव्यात. पण अ, सपोज आपण थोडेसे लिटरेट आहोत, थोडेसे त्यामध्ये अ, शिक्षित आहोत. त्या तो अ, ते यंत्र वापरण्यात किंवा डिजिटल पेमेंट्स वापरण्यात. पण अ, लहान मुलं असतात किंवा अ, वृद्ध असतात किंवा नवशिके असतात. तर ह्या मंडळींनी क ते हँडल करतांना. अ, कुठली काळजी घ्यावी असं वाटतं तुम्हाला?
हो. हो. हो. तर काळजी कशी घ्यावी, की अशा वेळेला अजिबात घाई करू नये पेमेंटची. कारण खास करून हे बघा लहान मुलांच्या हातात तर, तर आपण देऊ शकतो कारण कधी-कधी मुलं काय करतात, आपल्या हातात फोन घेतात गेम खेळायला. आणि ते गेम खेळता-खेळता नाही का, आजकाल बऱ्याच गेम्समध्ये काय-काय गोष्टी विकत घेता येतात आपल्याला. म्हणजे फ्रीचं काहीतरी असं किंवा बरेच नाही का जास्त वेळ खेळण्यासाठी, तर मुलं काय करतात तिथे क्लिक करतात. लगेच ती पेमेंटची लिंक येते आणि मुलांना कुठेतरी बघितलं असेल, आपले पासवर्ड वगैरे सगळे माहीतच असतात. तर मुलं पट, पट, पट, पट म्हणजे असं वापरणं चालू करतो. आणि आपल्याला नोटिफिकेशन जरी आलं ना हो बँकेतून, की तुम्ही असं काहीतरी करताय. तुम्हीच आहात का वगैरे? ते पण आपल्या फोनवरच येतात. जे आपल्या मुलांच्या हातात असतात. तर मुलांच्या बाबतीत खूप खबरदारी ठेवायला लागते, की तेव्हा, जेव्हा आपण आपला फोन त्यांना देतो. तेव्हा खूप जपलं पाहिजे अशा वेळा. आणि वृद्धांना तर मी सांगतो, की तुम्ही प्रयत्न करा, की कमीच वापरा डिजिटल पेमेंट. कारण आजकाल बऱ्याच सोयी येतो, म्हणजे सरकारने सोयी केलीत, की जे वृद्ध लोकं असतात. बँकेच्या लोकांना त्यांच्या घरी जावं लागतं. त्यांचं बँकेचं कुठलं जरी काम असलं. जरी त्यांना पैसे जरी काढायचे असले, तरी बँकेचा एक माणूस म्हणजे सरकारने नियम बनवलाय. की जे आपले सीनियर सिटिझन्स आहेत. त्यांची मदत झालीच पाहिजे. त्याकरता. कारण कसं आहे ना, त्यांना दिसतही नाही नीट. आता 8च्या जागी 9 दाबतील, 9च्या जागी भलतच 6 दाबतील आणि पैसे कुठल्या ना कुठल्यातरी भलत्याच अकाउंटमध्ये चालले गेले. तर समोरचा माणूस आता परत करेल का नाही. हे त्याचा माणुसकी आहे, त्याचा चांगुलपणा आहे. पण वृद्धांना त्रासच होतो.
बरोबर. अगदी बरोबर. हो, हो, हो. माहिती असतात. बरोबर. बरोबर. बरोब हो, हो. बरोबर, बरोबर. अगदी बरोबर. हो. हो, हो, हो. अगदी बरोबर. बरोबर. ओके, ओके. आणि जे नवीन-नवीन शिकायला लागले. म्हणजे आहेत तरुण. पण काय म्हणूयात त्यांना अशिक्षित आहेत ते. अ, त्यांचं शिक्षण नाही झालं. पण ते लोकं डिजिटल पेमेंट वापरावंच लागतं. अ, उदाहरणार्थ जसं तुमच्या घरी ज्या बाई होत्या काम करणाऱ्या, अ, त्या म्हणा किंवा मग भाजीपाला विकणाऱ्या असतील, अ, ते काही छत्री किंवा शूज शिवणारे असतात ते, पॉलिश वगैरे करणारे असतात. ते मंडळी फार शिकलेली नसतात. तर त्यांनी काय खबरदारी घ्यावी असं वाटतं तुम्हाला?
<coughs> हं. हो ना. बरोबर. तर अशा वेळेला मी एक खूप छान गोष्ट पाहिली आहे, की जेव्हा म्हणजे अशा कंपन्या येतात नाही का तुमच्याकडे, की तुम्ही Google Pay वापरा, तुम्ही Paytm वापरा. तेव्हा तुम्हाला एक ते यंत्रसुद्धा देतात त्याच्यासोबत आणि त्या यंत्रामुळे कसं होतं, की तुमच्या जर अकाउंटमध्ये पैसे कोणी तुम्हाला पाठवले. तर एक जोरात मेसेज वाचतो आणि तुम्हाला ऐकूसुद्धा येतं, की तुम्ही, तुमच्या अकाउंटमध्ये ₹350 आलेत, तुमच्या अकाउंटमध्ये ₹100 आलेत.
हं. हां, हां. बरोबर. हो. आलेत. बरोबर, बरोबर.
कारण कसं होतं ना, तर मी तुम्हाला असं एखादा काहीतरी स्कॅन करून दाखवीन फोनवर "हे बघा झालंय पेमेंट." आता बरेच म्हणजे कमी शिकलेली वगैरे लोकं असतात ती म्हणतात "ठीक आहे." त्यांनी आपला फोन पाहिला ते म्हटले "नाही, आम्हाला मेसेज नाही आला आहे." तुम्ही त्यांना सांगाल की "अहो 5 मिनिट थांबा. कधी वेळ लागतो." तर कधी-कधी माणूस बघून चेहरा बघून ती लोकं सोडूनही देतात. तर अशा वेळेला म्हणजे नाही का, की जर थोडाफार जरी पैसे जरी घेत असली ती कंपनी हा यंत्र लावण्यासाठी तो घ्या.
हां. हो. हं.
कारण त्यांनी कसं ना, आता तुम्हाला म्हणजे ब मी तुम्हाला फोन दाखवतोय. तुम्हाला बघायची आणि वाचायची ही गरज नाहीये. जेव्हा पैसे तुमच्या अकाउंटमध्ये येतील तो यंत्र वाजेल आणि तुम्हाला सांगेल की किती पैसे आलेत तुमच्याकडे.
वाह! वाह!
तर मला वाटतं ते जास्त विश्वसनीय आहे इथे.
अगदी बरोबर. अगदी, एकदम योग्य सांगितलं तुम्ही आणि त्याचप्रमाणे ही जी काही फसवणूक होत असते, तर मग त्यामध्ये अ, एन-पी-सी असेल किंवा आर-बी-आयकडे असेल तर तर ह्या मंडळींनी किती अ, त्यामध्ये हस्तक्षेप करावा किंवा अ, आपण त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवू शकतो? काय वाटतं तुम्हाला?
हो ना. हो ना. <coughs> तर अशा वेळेला कसं असतं, हे बघा आर-बी-आयचा नियमच आहे, की तुम्हाला बँकांना म्हणजे ना हे बघा, आपण हे सगळे यू-पी-आय डिजिटल वापरतो. पण कुठे ना कुठे तरी ते पैसे आपल्या बँकेतच असतात.
बरोबर.
तर असे नियम आहेत की बँकांना सांगितलंय की तुम्ही खबरदारी घ्या. दर 6 महिन्यांनी, 1 वर्षांनी परत के-वाय-सी नावाचा प्रकार असतो, नो युवर कस्टमर परत-परत ते डॉक्युमेंट मागत राहा. म्हणजे नाही का कधीतरी असं होतं, की तुम्ही कुठल्या दुसऱ्याच्याच नावावर डॉक्युमेंट देऊन खोटं अकाउंट वगैरे उघडलंय असं होतं. अ, तर असं बऱ्याच वेळा म्हणजे बँकांनाही सांगतात की तुम्ही तपासा, हे जे डॉक्युमेंट आलेत फक्त घेण्यासाठी घेऊ नका, ती व्यक्ती खरंच आहे का? तिची पूर्ण नोंद तुमच्याकडे असलीच पाहिजे. म्हणजे कसं होतं ना, जेव्हा असा स्कॅम वगैरे होतो ना, तेव्हा लोकांना लगेच म्हणजे बँकांनाही कारवाई घेता येते. आता तुम्ही बँकेत फोन करून सांगाल की माझ्याबरोबर असं झालं, तर ते आर-बी-आयवाले काय म्हणतील हो तुम्हाला? ते विचारतील ना काय झालं? कसं झालं? काहीतरी सांगा.
हो, हो, हो. बरोबर, बरोबर. अगदी बरोबर, विचारणारचं ते लोकं.
तर हो ना. तर तेव्हा पूर्ण माहिती तुमच्याकडे असली पाहिजे आणि तुमच्या अकाउंटबद्दल, सगळ्यांच्या अकाउंटबद्दल माहिती सरकाराकडे, बँकांकडे असलीच पाहिजे.
बरोबर, बरोबर. अगदी बरोबर, म्हणजे डिजिटल पेमेंट्स वापरताना, तुम्ही स्वतः तर काळजी घ्यायलाच हवी. अ, ज्यांना येत नाही त्यांना खरं तर अ शिकवलं पाहिजे. हां कशा अ प्रकारे त्या गोष्टी हाताळायच्या हे सांगितलं पाहिजे. वृद अं, वृद्धांना अ, जरा सावधतेनेच डिजिटल पेमेंट करायला सांगितलं पाहिजे. आणि जी म लहान मंडळी आहेत त्यांना अं अ, उघडता येणार नाही असं लांबच ठेवलं पाहिजे. किंवा मोबाईल त्यांच्याकडे दिला तरी मग पिन अशी ठेवली पाहिजे, की त्यांना ते उघडताच आली नाही पाहिजे, असं मला वाटतं. वाह! छान अ, म्हणजे डिजिटल पेमेंट्स वापरताना आपण काय काय काळजी घ्यावी याबद्दल तुम्ही खूपच छान, सुंदर आणि अगदी मार्मिक, सोप्या शब्दात सांगितलं. मला अगदी छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. आपण पुन्हा भेटूयात, गप्पा मारूयात. आणि छान वाटलं मला खूपच. अ, धन्यवाद तुमचे. खूप खूप धन्यवाद.
काळजी घ्यायला पाहिजे. हो. हं. लांबच ठेवलं पाहिजे. हो. नक्कीच. हो. आपले पण खूप-खूप धन्यवाद.